मग अ, त्याने एखादा हट्ट केला समजा, की मला फुगाच हवा आहे किंवा असंच हवं आहे, तर आम्ही नाही पूर्ण करत प्रत्येक हट्ट. म्हणजे एक आई-बाबा म्हणून प्रत्येक हट्ट नाही पूर्ण करत. काहीतरी हट्ट असे ठेवतो, की ज्यासाठी तो रडेल, तो अ, मागेल, तो जरा गयावया करेल. असे हट्ट आम्ही ठेवतो. <laughs>
अच्छा, अच्छा. हां, थोडंफार हां. हां. ठेवतो बाजूला. हां म्हणजे त्याची किंमत राहते मुलांना पण.
बाजूला किंमत राहते. हो. आणि लगेचही अ, अ, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला फार वाटतं, की एवढं बाळ मागतंय तर आपण देऊन टाकावं. पण तरी आम्ही आमच्यावर कंट्रोल ठेवतो, की त्याला सांगतो, की वाढदिवसाला आपण तुला घेऊया किंवा थोड्या दिवसांनी घेऊया. आता त्या काकांकडे नाहीच आहे. पण अ, मी एक ऑब्झर्व्ह केलंय या जनरेशनबद्दल, की त्यांना ओरडून गोष्टी समजत नाहीत.
हां. हां. हां. हां, समजूत काढता. हो. हां. हां.
ज्या आम्हाला समजायच्या. एक आवाज चढला, की आम्ही गप्प राहायचो. पण इथे अ, या जनरेशनवर जर मी ओरडतेय ना, तर ते आणखीनच चेकाळतात.
बरं मग त्यांला करायच हो नक्कीच. हां. हो, हो. जास्ती मजा घेतात आपली खोडी काढतात आप असं करता
हो, हो. पण हेच जर मी खूप पेशन्स ठेऊन आणि शांतपणे गोष्टी त्याला समजावून दिल्या ना
हां. हां.
की हे आपल्याला का करायचं नाहीये किंवा हे आपल्याला का करायचं आहे?
आहे, हां.
तर ते त्याला लवकर समजतं.
समजत म्हणजे चांगल्या शब्दात समज दिली की लवकर समजत त्याला हां, तर मग
हां, हां. म्हणून मी म्हणते की ह्यांचं मित्र होण्याची गरज आहे. <chuckles> म्हणजे ती ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईल काम नाही करत या पिढीवर. हो.
गरज आहे हां. म्हणजे तसे की काम नाही करत आहे. हां, म्हणजे तुम्हाला चांगलाच अनुभव आलेला दिसतो त्याचा. तर मग अ, शिस्तीच्या बाबतीत तुम्ही काय करता? आपल्याला कशी ते बरोबर शिस्त लावायची आपल्या पेरेंट्स मग वगैरे किंवा आजी-आजोबा असतील, तर मग आजच्या पिढीला शिस्त कशी लावू शक
हो, हो, हो. हो, हो, हो, हो.